अगदीच, अगदीच.
हो. तर मग ते पतीनी डब्बा उघडला आणि तिला त्याच्यात दिसल्या पाली. ती इतकी घाबरली. पण मग अ, जॉयला पहिले कळलंच नाही आणि मग नंतर त्याने काय झालं अ, नंतर ते मागून दोघं-तिघंजण आले शाळेतले ते अ, गोलू वगैरे त्याचे मित्र. <clicks tongue> मग ते म्हटले, अ, की, "अब आया ना मजा, कैसे था प्लॅन?" तर मग अ हां, तर मग त्याच्यानंतर मग अ, त्याला थोडंसं कुठेतरी वाईट वाटलं. मग त्यानी ना अ, त्याचं थोडसं झाडामागे जाऊन त्याचं रूप घेतलं आणि मग त्याचं रूप कसं यायचं माहिती आहे का? तेव्हा हाताला त्याचं काहीतरी असं असं दाबल्यावरती तो म्हणायचा की, "हिरो भक्ती ही शक्ती है." तर लगेच त्याचं रूप बदलायचं. आणि मग तो लगेच आला आणि त्या गोलूला म्हटला, की "ये तूने क्या किया?" किंवा मग "हे काय केलंस तू?" तर अ, मग हां, मग तो म्हणे, की "नहीं अ, मैंने नहीं किया, वो गलती से हो गया ऐसा." मग अ, ते काय म्हणे, की "नाही, असं नाही करायला पाहिजे. हे चुकीचं आहे." "ये तूने गलत किया. उससे जाके माफी मांग हां, उससे जाके माफी मांग." तर मग त्यांनी माफी मागितली. तर ह्याच्यानंतर असं नाही होणार. म्हणजे त्याच्यामध्ये असं दाखवलं की कोणाला तुम्ही नाव ठेवू नका, म्हणजे कोणाच्या वाट्याला जाऊ नका. अशा खोडी करू नका. जेणेकरून तुम्हाला पण असं कोणी एक अ, अशी चांगली पॉवर असले किंवा हो, चांगली शिकवण मिळाली. हो. हो.
हो. अच्छा. अच्छा. अच्छा. अच्छा. अच्छा. एक छान शिकवण मिळाली नाही का? आपल्याला पूर्ण कथेतनं. अगदी बरोबर. तर कधी-कधी असं असतं ना की लहानपणी आपलं मन जे असतं खूप काल्पनिक असतं. आपण खूप छान-छान स्वप्न बघतो, कल्पना बघतो. तर ही सीरियल बघताना तुमच्या मनात असे कुठले विचार आले, की तुम्ही असं सुपर हिरो बनावं किंवा असं नाही का? ज्या समाजात वाईट गोष्टी असतात, त्याच्या विरुद्ध तुम्ही लढावं. तर म्हणजे असं कारण आज-काल मुलं तर म्हणजे ती वेशभूषासुद्धा करतात, म्हणजे पालकांच्या मागे लागून ते कॉस्ट्यूम विकत घेतात, ते घालतात. तुम्ही असं काही केलं का?
बरोबर. हो, हो. हां, हां, हां. <chuckles> हो. हो. हो. बरोबर. हो. बरोबर. हो, म्हणजे पहिले काय होतं माहितीये का? एवढं म्हणजे कॉस्ट्यूम वगैरे तेव्हा त्या काळामध्ये अ, नव्हते, म्हणजे आत्ता तर सगळे अवेलेबल झालेत, पण तेव्हा काय करायचं माहिती आहे का? माझे भाऊ म्हणजे मी तर नाही केलं कधी. पण माझे भाऊ ते बघून ना, त्याला मागून असं अ, हे असायचं अ, काय म्हणतात? असं टॉवेलसारखं असं लांब असं लटकलेलं अ, असायचं ना. तर ते काय करायचे, आपला टॉवेल नसतो का? तो गळ्याला बांधायचे आणि पलंगावरून खाली उडी मारायचे की मी सुपर हीरो <laughs> ते बघून, की अ, लगेच माझा छोटा भाऊ होतो असा म्हणजे तो छोटा भाऊ जास्त करायचा अ, गळ्याला असा टॉवेल बांधला का, हाताला असं दाबायचं त्याची म्हणजे त्याची अ‍ॅक्शन करायची हिरो भक्ती ही शक्ती है. लगेच असं एक हात वरती करून लगेच खाली. म्हटलं, "अरे, सुपर हीरो वरती उडतो. तू खाली उडतोयेस." <chuckles>
हो ना. हो, हो, हो. <laughs> अरे, बापरे! हो ना. अरे, वाह!

अगदी बरोबर. आता इथे तुम्ही म्हंटलात, की नाही का तुमची जी सीरियल जो तुम्हाला आवडायची. त्यात अशा 1 सुपर हीरो होता आणि जो विलनबरोबर वगैरे भांडायचा आणि समाजात जे अन्याय होतंय त्याच्या विरुद्ध लढायचा. तर आता तुमच्या आयुष्यात तर असं घडलं नसेल ना, की तुम्ही असा करियर निवडला जेणेकरून तुम्हीसुद्धा सुपर हीरो नाही, तर पोलिसात वगैरे भरती झाला असं तर झालं का?
हो, हो. हां, हां, हो. बरोबर. हो, हो. हो, हो. अ, म्हणजे ना काय माहिती भरतीचं जसं तुम्ही म्हटलात त्याच्यानुसार सांगते मी माझा अनुभव सांगते हो, हो, तर म्हणजे काय माहिती आहे का अ, मला ना पोलिसमध्ये जाण्याची खूप इच्छा होती. बिकॉज पण मला काय माहिती आहे का रनिंग नव्हती जमत. मी म्हणजे पेपर्स वगैरे दिलेले. पण मी अ, पेपर दिले पण ह्याच्यामध्ये रनिंगमध्ये मी फेल गेले कारण अ, अ, मला अ, म्हणजे थोडसं मला ना दम लागायला जास्त स्टार्ट झालं तेव्हापासून कारण की थोडसं पण पळालं की मला दम लागतो लगेच, तर त्याच्यामुळे माझी ती रनिंग आहे ना ती फेल गेली आणि त्याच्यामुळे मी सिलेक्ट नाही होऊ शकले, नाहीतर माझी हाईट, माझे पेपर्स वगैरे सगळे सगळे फ पास झाले होते मी, फक्त एक प्रॅक्टिकलमध्ये हो, त्याच्यामध्ये फ फेल झाले. असं वाटत होतं मला, की जसं मी अ, जसं पिक्चर बघत होते ना, सीरियलमध्ये बघत होते बघा, ती अ, तुम्ही अ, ती मालिका बघितली का सीरियल? आम्ही लहानपणी माझी अ, मम्मी बघायची ना तेव्हा आम्ही पण बघायचो, अ, अ, ती "दिया और बाती हम."
सांगा की. अरे वाह! अरे बापरे! हो. अरे बापरे! अरे बापरे! हो. अरे बापरे! <clicks tongue> खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. हो ना. कुठली हो? अ, ऐकले आहे मी. सॉरी पण बघितली नाहीये मी.
हो, हो, हिंदी चॅनेल "स्टार प्लसवरती" लागायची "दिया और बाती हम" तर अ तर त्याच्यामध्ये ना ती काय म्हणजे ती पोलीस होती, आयपीएस होती ती. म्हणजे तिने लग्न झाल्याच्या नंतर तिचं शिक्षण पूर्ण करून ती आयपीएस बनली, म्हणजे तिच्या नवऱ्याने तिला सपोर्ट केला. तर मग ती जशी कामं करायची ना एकदम असं स्ट्राँग बहादुरपणे असं तिचं राहणीमान वगैरे, ते मला खूप आवडायचं आणि मला ते अ, मोठ्यापणी पण ते तिकडं घेऊन गेलं, की नाही आता मला पोलीस बनयाचं. खरंच, तेव्हा ते बघितलं तर मला तिथूनच अशी इच्छा निर्माण झाली आणि माझ्या फ्रेंडनी पण ते केलं, पण नाही जमलं आम्हाला ते कारण की रनिंगमध्ये आम्ही हो, हो, हो.
हो, हो, हो. अच्छा. आयपीएस झालं. हो, हो, हो. अरे वाह! आणि काही हरकत नाही हो. आयुष्य असंच असतं, काही हरकत नाही. कुठे ना कुठे उतार चढाव येतातच.
हो, बरोबर.
आणि आणि खूपच सुदैवाची असतात जी लोकं त्यांना नाही का असं लहानपणाचं स्वप्न त्याच्यानुसार करियर तयार करतात, खूप सुदैवाची असतात ती लोकं. तर आता तेव्हा आता हे तर तुमची लहानपणची खूप सुंदर एक आठवण होती. आज जर तुम्हाला नाही का असं कुठलं ते गाणं त्या सीरियलच ऐकू आलं किंवा ते सीरियल आता कुठेतरी कोणी बघत असलं, तर कुठल्या जुन्या आठवणी परत येतात का, की तुम्हाला परत ती सीरियल बघावीशी वाटते का?
हो, करता येतं. बरोबर. हो. हो, हो, हो. हो.